कसं आहे माहिती आहे, मला अ, पहिल्यापासून ना अ, दोघात तिसरा असं केलेलं खरंच आवडत नाही. म्हणजे जे काही आहे ते समोरासमोर असू दे. आया-वाया नको आणि माझी खूप अ, अशी म्हणतात ना की लहानपणीपासूनची सवय आहे. जे काही करेल ते माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आय एम रेडी तो टेक द फायर.
<chuckles> नक्कीच, हो. हं, हं. हं, हं. हो, हो. <chuckles> नक्कीच. अरे, वाह! <chuckles> खूप कूल. हं.
की जर एखादी गोष्ट चुकली, तर तिचं जे काही आहे चुकीचं, ते मला घ्यायला आवडेल. माझ्या डोक्यावर येऊदे.
हं, हं. अगदी, अगदी.
आय एम रेडी तो टेक इट. आणि त्यातमध्ये एवढं पण आहे की जर मी चुकलेली नाहीये, तर मी फुकटची कोणाकडून घेणारही नाही.
<chuckles> नाही, नाही. नक्कीच अ हं.
एवढी म्हणजे मी स्ट्रेट फॉरवर्ड नक्कीच होते. आणि त्यामुळे मग इतर कोणाला तरी विचारायचं आणि अ‍ॅक्चुअलला मुली आज मला बऱ्याच वेळा वाटतं, की हा चुकीचा हे होतो. की आईला विचारणं किंवा आपण म्हणतो ना की अ, एखाद्या शेजारणीला विचारणं. मार्गदर्शन घ्यायला घ्यायला फार चुकीचं नाहीये, पण जी व्यक्ती आपण निवडतोय ती बरोबर आहे का?
हो, हो. नक्कीच. मार्गदर्शन घेणे. नक्कीच. हां, नक्कीच. हं. हो, हो. हो, अगदी, अगदी.
कारण जर त्या व्यक्तीने तुमच्या संपूर्ण अ, कुटुंबाच्या अगेन्स्ट काही करायचं ठरवलं
हां, नक्कीच.
तर ते किती तुमच्या ह्याच्यात जाऊ शकतं, किती भारी पडू शकतं तुम्हाला.
अरे बापरे! हं.
तर हा जो काही म्हणजे एक अ, पॉइंट होता, तो माझ्या फार चांगल्याने लक्षात आला होता. सुदैवाने माझ्या नणंदबाई वगैरे नव्हत्या मला. नाहीयेत मला नणंदबाई. तर नणंदबाई नसल्यामुळे त्यांना म्हणजे माझ्या सासूबाईंनासुद्धा मुलीची जी आस होती
<chuckles> नाही, नाही हं, अगदी तुम्ही योग्य अरे, हां, नक्कीच अगदी. हं, हं.